हो, खरं हे हे अगदी खरं आहे. हो ना.
म्हणजे असं असतं ना. आपल्या मायबोलीमध्ये एखादं गाणं जेव्हा आपण ऐकतो, तर त्यातल्या त्या गाण्यातल्या ज्या भावना असतात ना, कुठे ना कुठे खूप खोलवर आपल्याला समजल्या जातात.
हो. अगदीच. हो. आणि त्या रुजलेल्याही असतात आणि मग, अ, सहज झुळूक यावी तशा आठवणी पण येतात. आणि त्या गाण्याच्या निमित्तानं त्या आपल्या आठवणी अजून जास्त गडद होतात. तर हे खरंच खूपच सुंदर तुम्ही पद्धतीनं सांगितलं. याच्यामध्ये मला असं विचारायचं आहे? की अशा काही अ, चवी किंवा चहाचा कप घेताना तुम्ही हे गाणं ऐकलं आहे आणि तुम्ही मोहून अ, स्तब्ध झाल्यात तिथे, असे काही अनुभव आहेत का? किंवा असे काही त्यावेळेला एखादा सुगंध म्हणजे पारिजातकाची फुलं समोर होती आणि त्याचा सुगंध दरवळतोय किंवा एखादा कॉफीचा मग आहे तुमच्या हातात. अशा काही अ, खूपच जवळच्या आठवणी आहेत का या गाण्याच्या? आणि अ, ज्या आपल्या बाकीच्या संवेदना आहेत, त्यांच्या बरोबरच्या असं काही?
हो तेच. येतात. जाग्या होतात असं म्हणूया. हं. हं. हं, हं, हं, हं. हं, हं, हं. आमचं ना हं, हं. अगदी बरोबर. अ, हे गाणं ना शक्यतो माझी आई मी लहानपणीचं सांगत आहे. माझी आई ना जेव्हा चालू करायची गाणी जशी बाबांची लिस्ट वाजवून झाली आणि ते बाहेर गेले, की मग आईची लिस्ट चालू व्हायची म्हणजे सकाळी 8:30 ते 1:00 वाजता समजूया. मग तिची गाणी वाजली जायची. मग अ, माझी जी आजी होती ती जरा उशिरा उठायची असतात वयस्क मंडळीला सकाळी उठायला त्रास होतो, तर मग ते उशिरा उठतात. तर मग त्यावेळेला ना मग आई तिला चहा बनवून द्यायची हां. मग त्यांच्यासोबत आजीसोबत आम्ही पण चहा घ्यायचो, तर अ, असं बसून जेव्हा आजी, आई आणि आम्ही असं एकत्र बसायचो आणि ही बाजूला गाणे लावलेली राहायची. आणि बघा आमच्या घराचं दृश्य असं होतं, की आमच्या घराच्या अगदी बाजूला म्हणजे तलाव होता आणि त्या तलावामध्ये हं. नक्कीच. आणि अ, तिथे ना सकाळी-सकाळी या वेळेवर म्हटलं, तर कमळाची फुलं खूप म्हणजे छान वाटते तलावामध्ये असलेली, नाही का. मग ते बगळे वगैरे ना, म्हणजे अगदी जवळ असल्यामुळे आमच्या घरून ते स्पष्ट दिसायचं. मग ते बगळेसुद्धा त्यांच्यावर असायची. मग निसर्गातलं जे वातावरण असायचं ना, म्हणजे आता बघा इकडे गाणं चालू आहे, तिकडे तलावामध्ये आपल्याला फुलं दिसतं आहे. आणि त्याच्यामध्ये बगळे हे पक्षी नाही का? म्हणजे ते मासे वगैरे शोधण्यासाठी असे पाण्यावर असे राहतात ना, तर ते सगळं खूप म्हणजे अजूनही आठवतं, की ते दृश्य इकडे गाणी चालले आहे. आणि आपण निसर्गाचा आनंद घेत, चहाचा कप आपल्या हातामध्ये आणि आपल्या आवडीची गाणी ऐकत आहो. आहाहा! तर अ, खरचं खूप हं.
हो ना. हो. हो ना. हां. <laughs> वाह! छानच! हो ना. हो. हो ना. हो, हो. हो. बरं. हां. हो ना. हां. अरे वाह! किती छान! हां. किती सुंदर. हो. वाह! सुंदरच. हो ना. हो. हं. खरंच आहे. खूपच असा रोमांचक अ, सगळे क्षण ते होते. आता कुठेतरी आपण हरवलो आहोत आणि अशा पद्धतीचे अनुभवान आता मिळत नाहीत अशी काही खंत आहे का हो?